आपल्या सगळ्यांनाच एक गोष्ट जी आता प्रामुख्याने सातवते ती म्हणजे प्रदूषण. आणि प्रदूषणावर तर जो सगळ्यात अ, सहज, सोप्पं आणि मला वाटतंय की इफेक्टिव्ह जो मार्ग आहे, तो आहे की भरपूर झाडं असणं. तर आपल्या सिटीमध्ये जेव्हा आपण राहतो, तर सिटीमध्ये आपल्याला असं हिरवा परिसर करण्यासाठी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
हं. हं. हां ना. अ, न नक्कीच आता बघा ना, मला ना सर्वात जास्त जाणवतं ते म्हणजे मी तर म्हणेन सकाळच्या वातावरणात ना पूर्वी पहाटे अ, झाली की म्हणजे हलकीशी थंड हवा असायची, की झाडांच्या पानांचा मंद आवाज. आता त्याऐवजी गाड्यांची हॉर्न, धूळ आणि गरमी जाणवते आणि मग तेव्हा लक्षात येते, की आपल्या अ, ह्या ज्या पर्यावरणात ना झाडांची किती कमी आहे? आणि अ, ते खरंच अ, आपलं आप म्हणतात ना की ते आपल्यालाही तितकंच हानिकारक आहे, असं मला वाटतं.
हां, हां. हो, हो, खरं आहे. हां. खरं आहे, खरं आहे.

बरोबर आहे. मग की म्हणजे आपण असं करू शकतो का? की बाबा आपण मॉन्सूनमध्येच लावली झाडं. तर मग पाण्याची पण एक सोय होऊन जाईल. असं काही करू शकतो का?
हां. हो, आता पावसाळ्यात तर काय पाणी द्यायची गरजच नाही. ते एक म्हणतात ना नॅचरल पाणी त्यांना ते भेटतंच.
बरोबर आहे.
तर अ, ह्या काही अ हं.
अच्छा. आणि अ अ, काही-काही जण असं पण सांगतात ना, की तुम्ही अ, स्थानिक झाडं लावा किंवा इ इन्डोजिनियस काय म्हणतात त्याला? तर अशी झाडं लावा, की जे भारतीय आहेत. भारतीय वंशाची म्हणा किंवा आपल्या इथे असणारी झाडं लावा. म्हणजे ते जास्त तुम्हाला फायदेशीर ठरतील. तर त्यावर तुमचं काय मत आहे का आपलं झाड लावलं म्हणजे ठीक आहे एवढं काही खोलात जायची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं?
हं.